यश आणि अपयश, हे जसं ऐकलं जातंय की जीवनाचा एक भाग आहे. पण असं कधी तुमच्याबरोबर झालं का, की ना कामामुळे किंवा कामाच्या एका वेगळ्या प्रकारचं जसं म्हणतो ना ताणतणावामुळे, तुम्हाला ना, कामातल्या अपयशांनी ना असं कधी तुमची ओळख, कधी असं तुम्हाला वाटलं की त्याच्यावरती ना, म्हणजे प्रभाव पडला आणि त्यामुळे ना तुम्हाला म्हणजे काही अडचणी आल्या असं कधी झालं का?
हो ना. म्हणजे ही खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा मी जस्ट कॉलेज पास केलं होतं आणि मी एका कंपनीसोबत इंटर्नशिपला होते. म्हणजे मी फ्रेशरच होते, नाही का, तर इंटर्न आहे आणि फ्रेशर आहे त्यात काही एक्सपिरियन्स नाही, तर नवीन एन्व्हायरमेंटमध्ये कामाच्या काय करायचं, काय नाही हे आपल्याला जास्त माहिती नसतं. अ, मी पण तसंच तिथे काम शिकत होते, तर तेव्हा खूप काही अशा गोष्टी होत्या ज्यात मला पहिल्यांदा केल्यामुळे इतक्या छान प्रकारे यायच्या नाही. तर त्यात मला कधी-कधी मी यशस्वी व्हायचे आणि काय-काय प्रेझेंटेशन्स जेव्हा द्यायचे असायचे तर कधी-कधी मी विसरायचे पण, कारण ते प्रोसेसचं पूर्व काही अ, एक्सपिरियन्स नव्हता ना. तर अनुभव नव्हता म्हणून त्यावर बोलणं मला खूप कठीण जायचं आणि मी एकदम शांत असल्यामुळे मला बोलायची अजिबात सवय नव्हती की एवढ्या भरपूर लोकांसमोर बोलायचं कसं? तर मी एकदम ब्लँक व्हायचे तेव्हा.
बरं, हो. बरोबर, हो. हो. बरोबर. हं. हो. हो. तर मग ना असं झाल्यावरती, तुम्हाला म्हणजे कसं वाटलं? की म्हणजे तुम्हाला काय भावना तुमच्या मनात त्यावेळेस अ, असे वाटत होते, की जेव्हा एकदम तुम्ही ब्लँक झाले ना, तेव्हा काय वाटलं तुम्हाला?
हो. म्हणजे मला एकदम असं वाटलं ना, की लोकं काय म्हणतील माझ्याबद्दल आणि मी किती ढ आहे असं. म्हणजे, मी तर स्वतःला कॉलेजमध्ये खूप स्मार्ट समजत होते, की हां, माझे मार्क्स इतके चांगले आहे आणि माझे टीचर्स, माझे प्रोफेसर्स सगळे माझी प्रशंसा करतात आहेत. माझे मित्र-मैत्रिणी मला खूप अ, आवड प्रेम करतात आणि आमचं खूप चांगलं चाललं आहे. पण जेव्हा आपण कॉलेजमधून निघून ॲक्चुअल रियल वर्ल्डमध्ये येतो ना, जगात, तेव्हा आपल्याला आपली अ, कळते, की आपली किती व्हॅल्यू आणि आपण काय आहोत तिथे. तर तिथे गेल्यावर असं अयशस्वी झाल्यावर मला कळलं, की अरे मला तर आता खूप काही शिकायचं आहे. आणि मी जेवढी स्मार्ट स्वतःला समजत होते तसं नाही आहे. इथे तर माझ्यापेक्षा कितीतरी मोठे-मोठे दिग्गज बसलेले आहे. तर त्यांच्यासोबत मला जर काम करायचं असेल, तर मला खूप काही आता भरपूर शिकणं बाकी आहे.
हां. बरं. हो ना. हो ना. बरोबर. हो. हं. बरोबर आहे. हो ना. हां, मग ना अशा अपयशामुळे कधी तुमच्या आत्मविश्वासावरती फरक जाणवला का?
हो ना, म्हणजे एकदा ते मोठं प्रेझेंटेशन होतं क्लायंटचं आणि त्यात सगळे इंटर्न्स जे होते कंपनीचे, त्यांचं म्हणजे ते आपण म्हणतो ना एखादी अशी अ, एक्झामसारखंच होतं ते, की ज्याने कोणी बेस्ट प्रेझेंटेशन देणार, त्यांना आम्ही पुढे प्रमोट करू आणि पर्मनंट एम्प्लॉईज म्हणून आम्ही त्यांना घेऊ कंपनीत आणि ज्यांचं आता नाही झालं आहे, त्यांना 2 महिन्यानंतर परत 1 चान्स देऊ. तर मी पूर्ण तयारी करून गेले होते मस्त आणि माझी सुरुवात पण छान केली मी तिथे, पण प्रेझेंटेशनच्यामध्येच ना मला माहिती नाही काय झालं आणि मी एकदम परत तसंच ब्लँक झाले. आणि, माझ्या म्हणजे डोक्यात एकही वस्तू नाहीये, म्हणजे आपण म्हणतो ना सडनली ब्लँक होऊन जातं ब्रेन आणि काहीच बोलायला जमत नाही. आणि त्यावेळेला सगळ्या माणसांची नजर माझ्यावर होती की "अरे! बोल, बोल." म्हणजे माझे टीम मेंबर्स मला इशारा पण करत होते की "बोल ना काहीतरी. बोल ना काहीतरी," असं. पण मी ते बघून ना अजून घाबरले आणि मी तिथून लगेच बाहेरच निघून गेले.
हो. हो. बरोबर हो. बरोबर हो. हां. अरे बापरे! हं. हो. अरे बापरे! हो. हां, हो. हं. तर म्हणजे आत्मविश्वासावरती हो, हो, म्हणजे आत्मविश्वास त्यावेळेस तुम्हाला म्हणजे असं वाटलं, की म्हणजे काय किती मोठी चूक झाली आता माझ्याकडून ही? आणि म्हणजे अ, अपयश जसं तुम्हाला त्यावेळेस जाणवला, तर अ, त्यावेळेस जसं तुम्ही म्हटले ना तुम्ही घाबरले तर ते तेव्हा तुम्हाला एकदम लगेच असं ताबडतोब वाटलेलं का, असं एकदम तुम्ही ब्लँक झाले, पण ना आणि मग जसं म्हणतो ना की काही सेकंदानंतर, काही थोड्या वेळानंतर, हळू-हळू तुम्हाला असं जाणवलं.
मी म्हटलं, "एक्सक्यूज मी प्लीज" आणि गेली. हो. पहिली तर एकदम ब्लँक झाले होते मी, नंतर मी घाबरले, की मला आठवणच नाही येत आहे तर मी आता बोलणार काय? आणि तिसरं म्हणजे मला दिसत होतं माझ्या टीम मेंबर्सच्या चेहऱ्यावर की "अरे बाबा काय हिने आता हे केलं, ही विसरली म्हणजे आता हिला प्रमोशन नाही मिळणार, हिला पर्मनंट नाही करणार आणि हे आजचं प्रेझेंटेशन तर फेल झालं." ज्याच्यात मी इतकी भरपूर तयारी करून गेली होती त्यात मी फेल झाली. तर मला ना एकदम धक्का बसला आणि मी व वॉशरूममध्ये जाऊन भरपूर रडत बसली होती.
हां. अरे बापरे! हो. हं. अरे बापरे! हो. मग ना ह्यात ना असं अपयश झाल्यानंतर किंवा वेगळ्या पण अशा जीवनात काही गोष्टी असतील, की ज्या तुम्हाला ना म्हणजे अपयश मिळाल्यामुळे कधी असं झालं का, की कुटुंबाचा किंवा तुमचे मित्र-मैत्रिणींचा किंवा सहकार्यांचा, त्यांचं काय प्रतिक्रिया होती हे असं अपयश बघून? म्हणजे असं काही असं सांगू शकाल का काही?
हो ना, म्हणजे त्या दिवशी मग माझे मॅनेजर आले तिथे आणि अ, त्यांनी मला बोलावलं की अ, "कुठे आहे ती?" त्यांनी विचारलं माझ्या टीम मेंबर्सना. तर ते म्हणाले, "ती गेली आहे वॉशरूमला. आता येईल." मग मी आली 10 मिनिटांनी, माझी एक अ, मैत्रीण बोलवायला आली. ती म्हणाली, "चल, सर बोलवतात आहेत तुला." तर मी तिथं जाऊन त्यांना भेटले आणि ते सरांनी सांगितलं, "आज तू हाफ डे घे. काही नाही होत बेटा, असं घाबरायचं नाही. तू आता इंटर्न आहे, फ्रेशर आहे, आम्हाला पण समजतं की असं होतं आणि तू काळजी करू नको. 2 महिन्यानंतर पुन्हा तू ट्राय करू शकते ना. तर तोपर्यंत तू चांगली तयारी कर." आणि मग मी घरी जाऊन ना परत मी भरपूर रडली माझ्या आईला पकडून. तर तेव्हा बाबा पण घरी आले तोपर्यंत आणि मग आई-बाबांनी सांगितलं की "काय नाही. त्यात काय होतं? तू इतका काय विचार करते?" मग मला असं वाटलं ना की आजी पण तिथे आहे, तर आजी तर काय आमची म्हणजे सगळ्यांनाच बातमी सांगत असते असं. तेव्हा मला असा विचार आला की अरे मा मी किती म्हणजे मी विचार केला होता याच्यावर की मला आज म्हणजे फायनल होईन मी कंपनीमध्ये आणि माझं प्रमोशन सक्सेसफुल होईल आणि मला खूप चांगलं होईल माझ्यासोबत. पण हे तर म्हणजे सगळ्या गोष्टींचं वाटोळच झालं माझं आणि आता आजी सगळ्यांना गावी सांगणार. तर आता गावी पण लोकं काय म्हणतील? अरे! लोकं काय म्हणतील आणि माझी किती बदनामी होईल ना, यावर मला जास्त स्ट्रेस होता. पण मग माझ्या बाबांनी सांगितलं, "असा काही विचार करू नको. तुझ्याकडे अजून 2 महिने आहेत. तू पुन्हा ट्राय कर आणि मला खात्री आहे की तू ह्याच्यात, अपयशी आज झाली आहे, पण पुन्हा तू 2 महिन्यांनी यशस्वी होशील."
हो. बरोबर. हो. अरे वाह! हो. अरे वाह! हां. हां, हां. अरे वाह! हो, हो. अरे! हां. हां, म्हणजे हो. बरोबर आहे, म्हणजे ह्या अपयशामुळे तुम्हाला एका प्रकारे ना म्हणजे तुमच्या कार्यस्थलावरती पण तुम्हाला एका प्रकारे मॅनेजरकडून तुम्हाला सपोर्ट भेटला, तुमच्या आई-वडिलांकडून तुम्हाला हा सपोर्ट भेटला आणि जसं तुम्हाला वाटत होतं, मनात एक भीती होती की कसं म्हणजे आजी लोकांना बातमी सांगत बसेल, तर ती पण एक भावना तुम्हाला वाटली. तर अ, अशा वेळेस ना की तुम्हाला म्हणजे असं कधी झालं का की म्हणजे नातेवाईक किंवा अजून बाहेरचे लोकं किंवा घरातले लोक, ह्यांना म्हणजे या अपयशानंतर ना ह्याच्यावरती म्हणजे काही परिणाम झाला का? असं कधी झालं का?
हो ना, म्हणजे आजी तर सगळ्यांनाच सांगत फिरली होती. आणि अ की "असं-असं झालं. बघा जर अजून जास्त तयारी केली असती, तर अ, झाली असती यशस्वी. पण ह्यांना काय मोबाईल आणि टीव्ही आणि हेच सगळं करतात, फिरत असतात, हिंडत असतात इकडे-तिकडे कॉलेजनंतर. मग बघा त्याचे आता काय परिणाम झाले." तर मग बाबांनी आजीसोबत बोलले आणि समजवलं की "तू ना असं करू नको. नाहीतर तिच्या मनावर खूप परिणाम होईल आणि असं बोलणं काही गरजेचं नाही. लोकांना कशाला सांगते घरातल्या बातम्या?" तर मग आजी मग गप्प झाली. शांत बसली ती. न पण तिची सवयच होती ना. आता म्हातारी माणसं, त्यांना जास्ती काय आपण सांगू नाही शकत. तर मग नंतर बाबा मला बोलले की "काही नाही बेटा, तू टेन्शन घेऊ नको आणि तू परत तयारी कर. पूर्ण मेहनत कर, तुला काय हवं ना, जर काय तुला सपोर्ट हवा, काही वस्तू हवी असेल ह्याच्यासाठी, तर तू मला सांग. मी आहे ना तुझ्यासाठी. मी हेल्प करीन." तर ते मला तेवढा त्यांचा जो सपोर्ट मिळाला ना, त्यानी मला पहिल्यांदा असं वाटलं की "ठीक आहे. मी पुन्हा प्रयत्न करू शकते." त्या आधी तर मला असं एकदम अशी आपण म्हणतो ना, लूजर सारखी फिलिंग येत होती.
अरे बापरे! हो. अरे! हम्म. अरे बापरे! हां. हां. हो. बरोबर आहे. हो. हो. हं. बरोबर, हो. बरोबर. करू शकते. हिंमत भेटली तुम्हाला. हां. तुम्हाला एका प्रकारे हिंम्मत भेटली आणि त्यामुळे तुम्हाला असं वाटलं, की चला मी करू शकते. पण ना, जसं होते ना अपयशानंतर, जसं मनात कधी ना कधी, असा तुमच्या मनात कधी अशी भावना राहिली का की स्वतःवरती विश्वास कमी झाला आणि एका प्रकारे ना स्वतःवरती डाऊट करणं? तर अ, अशा अनुभवानंतर तुम्ही स्वतःला कसं परिभाषित तुम्ही करायला लागले? की असं तुम्हाला वाटलं का, की आता मी अपयशीच आहे, अपयशीच राहणार? किंवा तुम्हाला असं वाटलं की तुमची ओळख जी आहे ती अजून पण बदलू शकते आणि तुम्ही यश नक्कीच प्राप्त करू शकता. असं कधी वाटलं का?
हो ना. हो ना, म्हणजे खरं सांगू तर अ, 2-3 दिवस ही घटना घडल्यानंतर दोन तीन दिवस मी खूप अपसेट होते आणि भरपूर अ, म्हणजे डिप्रेशनसारखंच झालं होतं. त्यावर आजी तर मस्त मीठ-मसाला लावून करत होती, सगळ्यांना सांगत फिरत होती, तर ते अजून मला अ, वाईट वाटलं, की माझी आजी असं का करते माझ्यासोबत. आणि पण मी जेव्हा ऑफिसला गेली ना, तर मी खरंच मग 2-3 दिवसानंतर प्रयत्न केले, सगळं काम शिकायला. म्हणजे ऑफिसच्यानंतर मी अजून 1 तास थांबायचे आणि सगळं प्रोसेसबद्दल मी विचारायची माझ्या टीम मेंबर्सना, माझ्या सीनियर्सना, की हे कसं होतं? काय होतं? मला हे शिकवा. तर तेव्हा माझे जे सर होते त्यांनी पाहिलं, की अच्छा ही मेहनत करते आहे, प्रयत्न करते आहे. तर त्यांनी पुन्हा मला बोलावलं की "इथे ये आणि मला बोलायचं आहे तुझ्याशी." तर मी जेव्हा गेली त्यांना कॅबिनमध्ये त्यांच्या भेटायला. तर ते म्हणाले की "आजपासून ना मी तुझा मेंटर आहे, ओके. आणि मी तुला ट्रेनिंग देणार आणि मी तुला सांगणार की कसं करायचं. कारण तू इथे-तिथे मेहनत करायला प्रयत्न करतेय, पण तुला एक अ, म्हणजे आपण म्हणतो ना कोणत्या दिशेत जायचंय आणि काय-काय करायचंय त्याचं तुला नॉलेज नाही आहे. म्हणून तू 10 लोकांना विचारत फिरते, तर इकडचा एक्सपर्ट मी आहे, तर माझा ड्युटी आहे. तुझा बॉस आहे मी, तर माझंच ड्युटी आहे, ते तुला काम शिकवणं आणि तुझे स्किल्स डेव्हलप करणं. तर तुला रोज मी 1 असाइनमेंट देईन, ते तू करायची आणि मला दाखवायची आणि काही डाउट्स असले तर निःसंकोच मला विचारायची." आणि मग मी तेच सुरुवात केली.
अ, हो. हं. अरे बापरे! हो. हो. अरे वाह! हां. बरोबर. हो. अरे वाह! हो, ना. हां. बरोबर आहे. हं. हो. हं. तर हे खूपच छान सांगितलं की कसं, म्हणजे ते तुमच्या मदतीसाठी आले आणि तुमच्यासाठी त्यांनी असं पाऊल उचललं की आजपासून मी तुझा मेंटर आणि तुझं म्हणजे ट्रेनिंग मी देणार तुला. तर हे तर म्हणजे ऐकून खूपच छान वाटलं की कसं त्यांनी तुम्हाला अशा वेळेस ते तुमच्यासाठी उभे राहिले आणि त्यांनी मदत केली. तर मला सांगा ना एक गोष्ट की स्वतःला किंवा ना दुसऱ्यांना आणि इतरांना जर का पुन्हा जर का त्यांना उभं राहायचं असेल ना, त्यांना अपयश भेटलं असेल जीवनात आणि त्यांना ना म्हणजे व्यावहारिक त्यांना पावले उचलायचे आहेत. त्यांना पुढे आयुष्यात जायचं आहे, तर अशा गोष्टीमध्ये त्यांना मदत होईल असं करण्यासाठी तुम्ही काही सांगू शकशाल का?
हो ना, म्हणजे मी तर सगळ्यांना हेच सांगेन की, अपयशी ठरलं तर असं नाही आहे, की तुम्ही यशस्वी नाही होऊ शकत. अपयश आज आहे ना, उद्या यशस्वी व्हायचे चान्सेस परत भेटेल तुम्हाला, जसं मला भेटले. आणि, तुमच्या एका अ, अपयशामुळे तुमचं काही म्हणजे आयुष्यात असा तुम्ही अयशस्वी ह्याचा ठप्पा नाही लागत आणि मलाही नाही लागल. आणि, ज्यात तुम्ही अपयशी ठरलात, तर त्याच अ, फील्डमध्ये किंवा त्या कामात कोण एक्सपर्ट आहे तुमच्या आस-पास, ते तुम्ही शोधून काढा आणि त्याचं गाईडन्स घ्या. त्याला मेंटर म्हणून तुम्ही बघा. आता माझ्या ब ब घटनेत माझे बॉस माझे मेंटर झाले आणि त्यांनी जेव्हा मला काम शिकवलं, म्हणजे बॉस स्वतः शिकवतात आहेत, तर माझं ते बॉस मेंटॅलिटी माझ्यामध्ये आली आणि 2 महिन्यानंतर मीच त्यांची स्टार परफॉर्मर झाले आणि ते मी आजपर्यंत आहे. तर कंपनीमध्ये ही आयडेंटिटी माझी तेव्हापासून आजपर्यंत आहे, की सुरुवातीला ही भले अपयशी ठरली, पण आता ही सगळ्यात बेस्ट स्टार परफॉर्मर आहे कंपनीची.
हां. बरोबर. हो. हो ना. हो. हां. अरे वाह! अरे वाह! बरोबर आहे. हो ना, हे तर म्हणजे किती उत्तम गोष्ट झाली की कसं अपयशातून पण यश मिळवणं हे शक्य नक्कीच आहे. आणि, त्याच्यापासून पण जसं तुम्ही एवढ्या छान प्रकारे सांगितलं, की अपयशांनी ही ओळख जी आहे, ही तशी तुमच्यासाठी कशी प्रभावित झाली. तर खूपच उत्तम आणि खूपच छान. तुम्ही सगळं खूपच सुंदर प्रकारे समजावलं. छान वाटलं मला तुमच्याशी बोलून आणि मला आशा आहे की आपण परत नक्कीच भेटू. तर तुम्हाला खूप धन्यवाद, माझ्याकडून.
तुमचे खूप-खूप धन्यवाद, मला ही खूप आवडलं तुमच्याशी बोलून.